बघा ना, आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपण किती वस्तू वापरतो आणि ते फेकून पण देतो. कधी आपल्याला ते कळतच नाही. मग तुमचं पण अ, असं कधी झालंय का हो का तुम्ही अनावश्यक वस्तू कमी करण्यासाठी नेमका तुमचा उपाय कसा असतो मला काही सांगाल?
हो, हो, खरंच. बरोबर म्हणालात तुम्ही. अनावश्यक वस्तू इतक्या आहेत आणि ते म्हणतात ना शेवटी मनाचा विजय होतो कुठेतरी आपल्या आर्थिक परिस्थितीवर, की सगळं माहिती असतं की एवढा खर्च नाही करायचा आहे. एवढ्याच गोष्टी आणायच्यात, पण ते बघितलं, मग आणि इतके ॲप्स आहेत आणि इतके हे म्हणतात ना, की उद्युक्त करतात, की "अरे, बघा, मी किती छान आहे, मला घ्या विकत." आणि खूप वेळा
हं. हं, हं. बरोबर. <laughs> हो.
म्हणजे, आमच्याकडे ना रविवारी बाजार भरतो
हं.
मी जिकडे राहते.
हो, का?
बाहेर जायचं आणि बघितलं ना, की ते खरंच इतकी तोरणं आहेत माझ्याकडे
बाप रे!
पण सण आला ना, मग तो दिवाळी असू दे, दसरा असू दे. असं वाटतं एक तरी छान आहे. किती छान सुंदर तोरण आहे याला किती छान त्या घंटा आहेत आणि आपल्या दारावर ते किती छान सुंदर दिसेल.
हं, हं. हं.
सतत, तसं वाटत राहतं, काही ना काहीतरी, कदाचित एक खरेदी करण्याचं पण व्यसन असतं बहुतेक. <laughs>
हो, तेच ना, काही नवीन दिसलं का घ्या. मग तुम्ही तुमच्या घरामध्ये असं कधी स्वतःहून, कधी घरातून मोठ्या प्रमाणावर, तुमच्या ज्या घरामध्ये पडलेल्या वस्तू, म्हणजे तुम्ही कधी वापरतच नाही, ते अनावश्यक गोष्टी म्हणा, वस्तू म्हणा, तुम्ही काढल्या आहे का? तुमचा काही अनुभव, काही छोटी गोष्ट मला सांगा ना?
हो. हं. हो. नाही, बऱ्याच वेळा असं मी तुम्हाला खरं सांगू का? मला ना अ, जॉब लागला होता चेन्नईमध्ये आणि त्यावेळी माझी आई आली होती आणिक जवळ-जवळ दोन गोणी आम्ही ज्या वस्तू आवश्यक नाहीयेत. हो, हो, कारण की घरात इतका पसारा झाला होता, इतकं हो, हो. आणि म्हणतात ना की उगीच आहे, ह्याचा काय वापर आहे आता? आता ही पुस्तकं वापरणार आहेस आहेस का नाही? आता हे झाला हा कोर्स, आता काही नाही झालं, सगळं त्याचं. मग बरं, नंतरही वाचणार आहेस का नाही? नाही-नाही, त्याचं सगळं आता इंटरनेटवर आहे. मग आता बरं, मग म्हणतात ना, आणि जुने कपडे
हां, हां. बाप रे! <laughs> बाप रे! हं. हं ते तर खरंच.
आता ते येत नाहीयेत पण तरी ते ठेवायचेत का नाही? वाच वापरून-वापरून काही, काही फाटलेले आहेत तरीसुद्धा ते घरी आहेत.
हो ना.
मग असा दोन जवळ-जवळ गोणी माझ्या आईने अ, अ, अशा गोळा केल्या होत्या आणि नंतर आम्ही त्या आमच्याकडे म्हणजे ज्या दीदी आहेत ना, त्या कचरा गोळा करायला येतात
हं, हं. हं, हं.
मग त्यांना आम्ही सांगितलं काही-काही कपडे चांगलेही होते, पण ते म्हणतात, "माझं वजन वाढलं." त्यामुळे ते होते.
हां, येत नाही मग, बरोबर, फिट नाही होत.
हो, मग मी किती तर कितीतरी नवीन-नवीन कपडे मी देऊन टाकलेले आहेत, की बाबा ते येत नाहीयेत, कोणालातरी घालू दे.
हां. हो ना, ते एक चांगलं केलं. नाही, खरंच ना, ती गोष्ट चांगली केली तुम्ही, की आपल्याला जर येत नसेल तर नक्कीच त्याचा फायदा कोणा दुसरा जर घेत असेल तर ते चांगलीच गोष्ट आहे नाही का? असं-तसं आपल्याला तर येणारच नाहीये. मग अजून काय-काय केलं मग तुम्ही?
आपल्याकडे ठेवून त्याचा काही उपयोग नाही. हो, हो. नाही, माझ्याकडे जी जुनी-जुनी पुस्तकं होती, तर मग ती अ, अ, अ, माझ्याकडे आठवते मला जवळ-जवळ 2 अ, काय म्हणतात मोठे-मोठे बॉक्स भरून अशी पुस्तकं नॉवेल्स होती आणि मग अ, हां, मग माझ्याकडे ज्या अ, कचरा गोळा करायला ज्या दिदी यायच्या ना, मग त्यांनी मला सांगितलं, की एक वृद्धाश्रम आहे आणि तर मग तिकडे तुम्ही दान करू शकता किंवा मग त्यांना वाचायला वगैरे
हां. हां. हं. अरे वा! चांगलं ना मग, मग दिले का?
हं. हो. हो, हो आणि मग मी त्यांनाच सांगितलं, की अ, मला एड्रेस वगैरे द्या तुम्ही. तर त्या म्हणाल्या, "नाही दीदी मला दिलत तरी मी देईन." म्हटलं, "नाही, नाही." त्या निमित्ताने तेवढं एक म्हणतात ना एक फेरी मारून होईल.
हं. हां भेटणं पण होतं.
हं, मग मी, मी आणि माझी आई जाऊन आम्ही तिथे ती पुस्तकं देऊन आलो आणि मग तेव्हा बघितलं, की खरंच अरे किती! म्हणजे त्यांनाही असं छान वाटतं, की कोणीतरी आलंय आपल्याला भेटायला.
बरोबर.
आणि आपल्यालाही एक समाधान मिळून जातं, की अरे, किती छान!
<chuckles> खरंच ना, आणि त्यांच्या ज्या आपल्या अनावश्यक ज्या गोष्टी आहेत, कधी आपण त्या नंतर बघितल्याही नाही. नाही का? एकदा वापरून जर ते लोक ते वापरतील, तर खरंच त्या तितकं समाधान आपल्याला भेटतं नाही का? मनाला शांती वाटते का, हां, काहीतरी त्याचं फळ भेटलं. ज्या वस्तू आपण घेतल्या होत्या त्याचं, मग तुम्ही मला असं सांगा ना, तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये असे कोणते साधे नियम वगैरे आहेत का? उदाहरणार्थ एक आउट नियम म्हणजे महिन्याला 1 डब्बा अशी तुमची सवय तुम्ही लावली आहे का? थोडं स्टेप बाय स्टेप मला समजावून सांगाल का, नेमकं कसं करतात?
हो. हं, <chuckles> नाही, अ, बरोबर म्हणालात तुम्ही, की आता ना अ, या प्रसंगानंतर ना चेन्नईला गेल्यानंतर आता मी हे सुरू केलंय. जे मी अ, सुरुवातीला अगोदर अजिबात करायचे नव्हते, पण आता मी अ, असे म्हणतात ना, की 2,, 3 असे गट करायला लागले की बाबा, अगदीच, हां, म्हणजे वापरून काही-काही गोष्टी असतात ना, की त्या खराब होत नाहीत. पण त्या वापरून-वापरून आपण कंटाळा येतो, की अरे किती वेळा घालायचं हे? आणि ते शेवटी निसर्गावर, किंवा म्हणतात ना पर्यावरणावर आणि तो एक बोजा आहे, की तुम्ही तुम्हाला वापरायचं नाहीये म्हणून, ते मग शेवटी त्याचा कचरा करू नका. ते कोणाला तरी द्या.
हां हं. बरोबर. ते पण आहे. ते पण आहे. हम्म.
मग मी काय करते, की जे अगदीच फाटलेत ना, त्याचा गट करते. की मग त्याचं पाय पुसणं, वगैरे तत्सं असं आई माझं काही ना काहीतरी बनवते.
हं.
की जे वापरण्यासारखे आहेत, की खूप जुने नाही आहेत, पण जे मला आता फिट होत नाही आहेत किंवा मला आता कंटाळा आलाय घालून. मग ते मी अ, एक अ, अ आश्रम आहे, तर तिथे द्यायचं माझं आहे की बाबा ते चांगले कपडे जे आहेत. मग ते धुवून, व्यवस्थित इस्त्री करून, मग ते आश्रमात वगैरे देऊन अ, टाकायचे.
हं. बरोबर चांगले आहे ना, मग ते आणि घरी त्या म्हणतात ना, आया म्हणजे <chuckles> ज्या आपल्या आई वगैरे राहतात. जे असे कपडे उरलेले वगैरे राहतात. मग त्याच काहीतरी नवीन करत काहीतरी
हं. हं. माझी आई तर गोधडी बनवते.
हो ना, काहीतरी क्रिएटिव्हीटी काहीतरी त्यांच्यामध्ये ती जागी होते. जेव्हा असे कपडे वगैरे जास्त बघतात, तेव्हा नाही का? मग गोधड्या बनवण काय, मग त्यांचे ते चिंध्या-चिंध्या करून ते पायपुसणी बनवण काय, तस पण करतात का?
हो. हो, हो, हो. म्हणजे मला वाटतं, प्रत्येक आईची कला आहे ती. त्याच्यामध्ये <laughs> आणि हो, माझी बहीण जी आहे ना, अ, म्हणजे माझ्या मावशीची मुलगी, मला सख्खी बहीण तर नाही आहे, पण माझ्या मावशीची मुलगी. माझ्याकडे ना 2 साड्या होत्या, की ज्या अगदी प्लेन होत्या. म्हणजे मला वाटतं अ, कुणीतरी त्या अ, दिल्या होत्या, त्या कुठच्यातरी लग्नात वगैरे आणि त्या अशा जॉर्जेटच्या छान अशा मउसुत साड्या होत्या, पण त्या प्लेन असल्यामुळे मी कधी वापरल्या नाही.
हो ना. <chuckles> करतातच ते. हं, हं. हं. हं. हो का?
आणि तिने त्याच्यावर इतकी छान कला-कुसर, आणि ते सगळं इतकं छान एम्ब्रॉयडरी करून टाकलं. मी म्हटलं, "अरे बापरे!" म्हणजे मी त्या साड्याना कधी हात लावला नाही. पण त्या नवीन होत्या म्हणून म्हटलं, "आता कश्या फेकून द्यायच्या." मी तिला त्या देऊन टाकल्या आणि काय तिने सुंदर त्याच्यावर मस्त, एम्ब्रॉयडरी करून टाकली. म्हटलं "वाह! वाह! वाह!" आणि हो, आणि मला असं वाटतं ना की एक
बाप रे! हा, ना.
सतत, जेव्हा मी हे अ अनावश्यक वस्तू माझ्या घरातून जरा कमी-कमी करायला गेले. त्यावेळी मला अशी एक भावना मनात आली, की खरंच एवढ्या गोष्टींची आपल्याला गरज आहे का? पहिली गोष्ट म्हणजे.
हं, हं. ते पण आहे. हं.
अ, बरं ज्या गोष्टी लागत नाहीयेत, लोकांकडे पैसे नाहीयेत खायला, लोकांकडे स्वतःचं अंग झाकण्यासाठी पैसे नाहीयेत, कपडे नाहीयेत आणि आपण इतका म्हणजे म्हणतात ना, की अपव्यय करतोय आपल्या आयुष्यात. एवढं घ्यायचं, आणि ते बरबाद करून टाकायचं आणि बरेच
बरोबर. हो ना. चुकीचं आहे ते काहीतरी. हं.
हो चुकीचं आहे आणि बरेचसे असे म्हणतात ना की चांगल्या गोष्टींसाठी तुम्ही इंटरनेट आणि, हे सगळे ॲप्लिकेशन्स वापरू शकता; की तुम्ही OLXवर टाका, की तुमचा एखादा सोफा वगैरे आहे किंवा तुमचं एखादं कपाट आहे. तर तिथे तुम्ही जाऊन ते विकू शकता किंवा व वॉशिंग मशीन वगैरे.
बरोबर. हम्म. हं.
Facebook वगैरे वर तुम्ही बघू शकता की बरेचसे असे आश्रम आहेत, की ज्यांना किंवा असे बरेचसे काही मार्केट प्लेस आहेत की जिथे त्यांना दुसरे, म्हणजे वापरलेले कपडे ते विकत घेतात.
हो का? अरे वाह! चांगलं आहे ना मग, जर असं केलं तर. स्टेप-बाय-स्टेप जर पुढे गेले आणि असे नियम जर आपण पाळले, तर नक्कीच ते होणार आहे. आता बघा, अ, आलीच गोष्ट सणांची बरं का आता, मग सण वगैरे राहतात आपल्या घरामध्ये, लग्न वगैरे राहतात, मग त्याच्यामध्ये कुटुंबातील वस्तू, आणि आपल्या ज्या जुन्या स्मृती आहेत त्या वस्तूंमधून, अशा यांसारख्या भावनिक बाबींशी ती हाताळणी कशी करायची हो? कोणी-कोणी म्हणत ना अ, "असं नको करू, ते नको फेकू" व वगैरे विरोध करतात ना, मग विरोध झाल्यास ते, कसं बोलायचं त्यांच्याशी?
हम्म, हम्म. हो, हो. नाही. हो. नाही, एखादं एखादा ड्रेस असतो भावनिक, मी मान्य करते आणि माझाही आहे. मला आठवतंय, की मी जेव्हा 12वीमध्ये मला फर्स्ट क्लास भेटला होता, तेव्हा माझ्या बाबांनी मला तो ड्रेस घेऊन दिला होता, की तो गडद असा हिरव्या रंगाचा ड्रेस माझ्याकडे अजूनही आहे आणि मी कोणालाच हात लावून देत नाही किंवा आपल्याकडे म्हणतात ना, की जी लग्नाची साडी असते
हां. हं, हं. अरे वाह! बरोबर. हं.
तर ती नाही देऊ शकत मी. म्हणजे म्हणतात ना, की बाकी सगळं ठीक आहे अनावश्यक वस्तू. पण काही-काही गोष्टी असतात, की ज्या खरंच तुमच्या भावना अक्षरशः त्याच्यामध्ये गुंतलेल्या असतात.
जोडलेलं, असं नक्कीच.
हं, तर तो जो ड्रेस आहे, माझ्या लग्नाची जी साडी आहे, तर ती कदाचित द्यायला मला, बहुतेक माझा जीव नाही होणार, पण बाकी म्हणतात ना, की एक होर्डिंग मेंटॅलिटी म्हणतात बघा, की सगळं जमा करून ठेवायचं, तर तसं मी करत नाही.
हं. <chuckles> नक्कीच. हं.
अगदीच ते डब्बे वगैरे आहेत, की जे खूप जुने आहेत किंवा आपण काही ऑर्डर करतो वगैरे, ते खूप अ, किचनमध्ये सामान असं जमा होतं बघा.
हं. बरोबर.
एखादा जुना किचन सेट आहे, की जो आपण वापरत होतो; पण आता थोडे पैसे आलेत बरे आणि चांगले-चांगले लोकं घरी येतायत. मग आपण विचार करतो, की चला एखादा नवीन डिनर सेट घेऊया, मग तो पहिले मी जुना काढते. आमच्याकडे ज्या दीदी येतात
बरोबर. हम्म. हो ना, तसं पण करतात ना, जेव्हा पाहुणे वगैरे येतात ते जुनं ठेवतात. अ, नवीन-नवीन काहीतरी काढत बसतात आणि मग ते जुनं तसं जुनं-जुनं-जुनंच होत राहतं ने सगळं नवीन-नवीनच येत राहतं, मग ते जुनं काय करायचं ना ते इतके भांडी-कुंडे? कसं करतात ओ मग?
हम्म. हं. नाही खरंच! मी सगळं अ, मी खरं सांगू का तुम्हाला आता मी काय करते. आता माझा मिक्सर जुना झालाय आणि तो थोडा वापरायचा आता मी म्हणतात ना, की त्याच्यामध्ये काही आता अर्थ नाही राहिला, की तो ख खडखडायला लागतो किंवा व्यवस्थित त्याच्यामध्ये बारीक होत नाही, तर मी तो जुना मिक्सर देते, आणि मग नवीन घेते. कुकर पण.
हं. हम्म, हं. बरोबर. हां.
नोवीन नवीन नाही घ्यायचा, ते जे स्थानिक विक्रेते असतात ना, तर ते घेतात त्यांच्याकडे. मग ते जुना कुकर द्यायचा आणि मग नवीन कुकर आणायचा.
हं. हो का? म्हणजे जुनं कुकर, म्हणजे जुन्या वस्तू द्यायच्या आणि त्याच्या मोबदल्यात नवीन अ, वस्तू देतात त्या. मग काही पैसे वगैरे पण द्यावं लागत असेल ना, त्यांना.
हो, हो. हो. थोडेसे पैसे कमी करतात ना ते, त्यामुळे दोन्हीही फायदा होतो. तुमच्या घरातमध्ये पण ही अनावश्यक वस्तू राहत नाही, की जी आता खराब झाली आहे आणि प्लस तुम्हाला त्याचा मोबदलाही मिळतो. बऱ्याचश्या हो. आता तुम्ही याला खरं सांगू का मोबाईल, मोबाईल तुम्ही अ, Amazon किंवा Facebookवर बघाल ना, तर तुम्हाला रिप्लेस करायला मिळतो. म्हणजे तुम्ही जुना मोबाईल देऊन नवीन घ्या.
हं. हां ना. मग किती चांगलय. हं. हं, चांगले आहे ओ मग हे, म्हणजे बघा ना त्या वस्तूची किंमत पण तुम्हाला भेटत आहे. हो, मला असंच विचारे विचारायचं होतं तुम्हाला बरं का, अ, विकून द्यायचं आणि जर विकायचं नाही, मग या पर्यायांमध्ये निर्णय कसा घ्यायचा ना, असे कोणते प्लॅटफॉर्म वगैरे आहे, स्थानिक संस्था वगैरे आहे का? ज्यांचा उपयोग करून, आपण हे सगळं अ, काहीतरी करू शकतो. काही सुचवाल का?
हं. हो. हां. म्हणजे बघा कसं आहे, एकदम ती, अ, म्हणतात ना बुद्धांचा जर विचार होता, की सगळं नश्वर आहे आणि कुठच्याच गोष्टीला जीव लागला नाही पाहिजे. तर मी शेवटी एक माणूस आहे, माझा बऱ्याच गोष्टींवर जीव आहे. त्या, सगळ्याच गोष्टी मला द्यायला नाही जमणार, काही-काही गोष्टींशी किंवा वस्तूंशी एक भावनिक नातं असतं, की जर लग्नामध्ये अ, जसं माझ्या आईने मला एक डिनर सेट दिलाय, तो मी अगदी एकदाच वापरलाय. पण तो ठेवलेला आहे.
हं. बरोबर. हं. बरोबर, भावना जुळल्याय ना?
पण तो नाही म्हणाला, हां, भावना जुळलेल्या असल्यामुळे ना, ते मला देता नाही येत. पण मग त्याच्यानंतर जितकी-जितकी सामान आहे ना, ते मी आता हल्ली जरा माझ्या भावना कमी म्हणजे म्हणतात ना, की ठीक आहे एक गोष्ट आहे ना, एकच गोष्ट ठेवा. असं तर, ते इतर सतरा गोष्ट नका ठेवू. आता मला माझा लॅपटॉप जुना इतका प्रिय होता कॉलेजपासूनचा मी वापरत होते, पण तो खूप जुना झालाय आता काम करत नाही आहे. मग तो देऊन मग नवीन लॅपटॉप घ्या, नाहीतर मग त्या लॅपटॉपची अक्षरशः म्हणतात ना, की ती माझ्या एका भावाकडे तर अक्षरशः 4-5 लॅपटॉप आहेत जुने.
हं. हां. हं, हं. हं. अरे बाप रे! हो का? नवीन-नवीनच येते. बरोबर. हं.
म्हटलं अरे, तू त्याचा बॅकअप घे. त्याचं अ, जे पण त्याच्यामध्ये तुझं महत्त्वाचं सा म्हणजे म्हणतात ना डेटा आहे, त्याचं बॅकअप घेऊन ठेव आणि ते एकदाचे सगळे लॅपटॉप देऊन टाक. ते काय त्यांचं काय इकडे अ, म्हणजे अक्षरशः म्हणतात ना, पंगत लावली आहे त्यानी त्या लॅपटॉपची. <laughs>
हं, हं. बरोबर. हो ना, कसं राहतं? त्या जुन्या वस्तूच कोणी-कोणी सांगत, आपले आई-बाबा म्हणत होते का, लोणचं टाकत आहे का, त्यांच नाही का म्हणतात?
हो. आणि जसं हो. हां, हां, हां. लोणचं घालायचं खरंच. तेच मला कळत नाही आणि जसं तुम्ही मगाशी म्हणालात, की बरेचसे असे Amazon आहे, Facebook आहे, जिथे तुम्ही स्वतः जाऊन ॲडव्हर्टाइजमेंट, OLX आहे. तिकडे जाऊन ॲडवटाईजमेंट देऊ शकता, की बाबा हे जुनी गोष्ट माझ्याकडे आहे, तुम्हाला घ्यायची आहे का? आणि मग लोकं ते व्यवस्थित करून घेतात. बरं अ, त्याचे थोडे रीबूट करतात किंवा जे पण आहे लॅपटॉप आहे किंवा इतर तुमचा सोफा आहे कपाट आहे, ते वापरू शकता तुम्ही.
<chuckles> हं, हं. बरोबर. हां. करू शकतो. हं. नाही खरंच ना, म्हणजे, जुन्या वस्तू द्या आणि त्याच्या मोबदल्यात, थोडे पैसे तुमचा फायदा तर नक्कीच पडणार आहे. पण त्या वस्तू देऊन तुम्हाला नवीन वस्तू पण भेटत आहे. हे पण प्लॅटफॉर्म्स वगैरे, तुम्ही OLX सांगितले, ते पण खूप भारी आहे, हं. म्हणजे आपण काही इकडं-तिकडं नाही फेकतात, तिथं जरी विकल्या ना, तरी तुम्हाला त्याच्या मोबदल्यात पैसाही भेटतो आहे आणि तुमच्या वस्तू पण कमी होत आहे ओ अनावश्यक, अजून काय पाहिजे ना तुम्हाला. खरंच, खूप छान उपाय सांगितले तुम्ही आणि जे तुमच्या स्मृती आहे. ज्या काही भावना, पण तुमच्या काही, काही गोष्टींमध्ये वस्तूंमध्ये आहे. त्या नक्कीच तुम्ही स्वतःकडे ठेवलेल्या आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट बरं का. मला तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आणि नक्कीच अशा गोष्टींवरती आपण गप्पा मारूया, धन्यवाद!
नवीन. हो, हो. हं, हं. हो, हो. धन्यवाद.